अ, बघा, हे ओ-टी-टीमुळे हे ना सगळाच फायदा झालाय. म्हणजे बघा ना, आता आधी मूव्हीज वगैरे असायच्या सगळ्या गोष्टी असायच्या आणि बघा, आता प्रत्येक सीरियल आपण टीव्हीला दाखवू शकत नाही आहे ना. म्हणजे किती दाखवणार ना? दाखवून, दाखवून आणि प्रेक्षकांचा टाईमिंग काय? लेडीजचा टाईमिंग हां.
हां, हं. हो, बरोबर. ते पण आहेच. हो. ती कधी संपतच नाही असं आणि असं वाटतं ती कधी संपेल. कारण आजकाल आपल्याला असं झालंय की आपल्याला 1 मिनिटचं कंटेंट बघायची सवय झाली त्यामुळे पटापट, पटापट सगळं संपावं असं मला वाटतं.
हां, लेडीजचा टाईमिंग <chuckles> नाही तसं मला अ, म्हणतात ना काही ह्याच्यात नाही वाटत अ, व हे जेव्हा बघतो मी अ, लघुमालिका. मला असं वाटतंय हे काही अजून वाढवलं पाहिजे होतं ह्यांनी म्हणजे बघायला ती मजा येते आणि मी हरवून जातो. जसा स्ट्रेंजर थिंग्ज आहे. मी बघत होतो. त्यात हरवून गेलो म्हणजे त्यात ती मुलगी असते तिच्याकडे सुपर नॅचरल पॉवर असते थोड्या गोष्टी असतात नाही का आणि थोडं ते ए अ, अशा घड गोष्टी घडत असतात त्या मुलीला पकडण्यासाठी लोकं येत असतात. म्हणजे त्यात मग असं वाटतं की हरवून गेलोय मी आणि असं वाटतं अजून अ, थोडं हरवावं. <chuckles>
ओके, हं. ओके. ओके. बरोबर. हं, असं वाटतं तुम्हाला आणि मग अ, पुढच्या 5 वर्षात असं काय वाटतं, की टीव्ही आणि स्ट्रीमिंगचं नातं कसं असेल किंवा कसं दिसेल ते पुढे? काय वाटेल? पुढे काय होईल असं वाटतं? टीव्ही बघ बघतील? हं.
अ, हां. अ, मला असं वाटतं ना की टेलिव्हिजनच्या सीरीज सगळ्या संपून संपुष्टात येतील कारण की ज्या जुन्या आई वगैरे आहेत ना त्याच बघतात आहे आणि त्यांची पण आवड हळू-हळू बदलत चालली आहे. तर अ हां, ते लवकरच संपुष्टात येऊ शकतं असं मला वाटतं. लोकं सगळं स्ट्रीमिंगकडंच जाणार. त्यांना तेच आवडणार बघायला आणि मला असं वाटतं की त्यामध्येच असं काहीतरी नवीन येईल 3D वगैरे किंवा ते व्हीआर वगैरे घालून बघायचं आणि काहीतरी लेटेस्ट टेक्नॉलॉजी येईल पुढं जाऊन, जसं 5D येतंय 8D येतंय, हां. <chuckles>
<chuckles> हो, ते देखील आहे. हो, ते पण आहे. ओके. हं. अरे वाह! नक्कीच नक्कीच, नक्कीच, बरोबर. तर खरंच खूप छान बोललात तुम्ही आणि स्ट्रीमिंग स्ट्रीमिंगने टीव्ही बनवण्याचा अ, बघण्याचा अनुभवच नाही तर कथा कनकाच तंत्र आणि प्रेक्षकांची मानसिकता देखील दोन्ही गोष्टी आहेत त्या बदलून टाकल्या आहेत. म्हणजे आता असं म्हणू शकतो की टीव्ही ही फक्त स्क्रीन नाही तर ती आपापली जगं आहेत. तर नक्कीच नक्कीच खूप मजा आली. एकदम छान अनुभव तुम्ही शेअर केलात आणि खरंच खूप छान वाटलं.
अ, हो. अ, हो. बदलून गेल्या आहेत. हो, नक्कीच आहेत. मला सुद्धा खूप छान वाटलं बोलून. <chuckles> हो, हो, हो. धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण. <chuckles>
धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच, नक्कीच.

ओके आणि आता बघा ना, आधी आपण टीव्हीवर एखादा ठराविक वेळ असायचा, की या अ, टाईमला ती स ठराविक जी मालिका आहे ती सुरु व्हायची. आणि आता असं झालंय, की ते अ, कधीही पाहता येतं आपल्याला आणि अ, सर्रास असत हां, तर काय वाटतं तुम्हाला? हं.
हो, हो. हां, ते एक फायदा आहे ना, मला असं वाटतं. खूपच फायदा आहे जसं की मला ते अ‍ॅडव्हर्टाइज बघायला बिलकुल नाही आवडत खरं सांगायला गेलं तर. जाहिरात बघायचं म्हटलं ना, म्हणजे बघा ना मी आधी माझ्या सीरियल वगैरे बघायला मला आवडायचं नाही. पण काय व्हायचं की माझी आई, आज्जी सीरियल बघतात.
<chuckles> हां. ओके. हां.
तर अ, त्यामुळे काय होतं की मला पण एक उत्सुकता लागते, "अरे, काय होणार," जसं आत्ता पण बघतात की ते अ, खूप सारे म्हणजे कमई वगैरे अ, लागतात मराठी चॅनलवर सीरीज आहेत किंवा अ, अजून बरेच आहेत, ज्यांची नावं मला माहीत नाही, पण मी बघतो नाही का, ते काय झालं इंद्रायणी वगैरे आहेत. अ, तर त्या जे सी सीरियल आहेत ना, ते मला बघायची उत्सुकता होते अन् काय होतं, सारखं जाहिरात लागते. म्हणजे ते 30 मिनिटचे ज्यात हां, 10-15 मिनिटाचे सीरियल दाखवतात ते आणि 15-20 मिनिटं अ‍ॅडव्हर्टाइज. मला राग येतो त्या गोष्टीचा, असं. <laughs> म्हणून ते ओ-टी-टी मला जास्त आवडतं आजकाल बघायला. जसं अ, म्हणतात ना, त्यामध्ये हां, जेवढे सीझन आहेत आपण एक टाईममध्येच बघू शकतो ना, 1-1 तासाचे जे आहेत ते.
हं. हं, हं. ओके. अ हां, मग ते तुम्हाला आवडत नाही. <chuckles> हो, आजकाल तेच चालू आहे. हं. ओके. बरोबर.
असं.
ओके, तर अजूनही घरात सगळे आपण एकत्र म्हणजे टीव्ही बघतात, काही ठिकाणी बघतात आणि काही ठिकाणी असं असतं की प्रत्येक घरात प्रत्येक जण वेगवेगळ्या स्क्रीनवर असतं. म्हणजे कोणाला मराठी आवडतं, कोणाला इंग्लिश आवडते, कोणी हिंदी म्हणजे कोणी ज्याला आवडते, त्याप्रमाणे ओ-टी-टी अ, स्क्रीनवर ते असतं आणि ते बघत असतात. तर याच्याबद्दल काय वाटतं, कारण मग एकत्र बघू शक बघत नाहीत ते लोकं. प्रत्येक जण वेगवेगळ्या त्याच्या चॉईसनुसार बघत असतं, तर याबद्दल काय वाटतं? <whistles>
हां, हां, हां, हां, हां, हां. हो, हो. अ, कसं आहे आजकाल आता ते होतच चाललंय त्याला आपण थांबवू शकत नाही. पण मला असं वाटतं की असे चांगले कंटेंट बनवावे, जेणेकरून अ, सगळ्या फॅमिलीनी बघावेत एकत्र, नाही का, सगळ्यांची आवड एकत्र यावी. पण नाही होऊ शकत त्या गोष्टी.
हो. हं.
तर अ, प्रत्येकाला म्हणतात ना आपापली आवड असते. म्हणजे कुणाला थ्रिलर आवडतं, तर कुणाला क्राईम आवडतं, कोणाला अ‍ॅक्शन आवडतं, तर कुणाला ते आपले सासू-सुनेचं भांडण आवडतं. <chuckles> हं, हं. हां ना.
बरोबर. हो, हो. हो, बरोबर. हे बाकी एकदम बरोबर बोललाय. <chuckles> हां. आणि जसं की पूर्वी आपण टीव्ही बघायला एखादी वेळ ठरवायचो आणि आता असं झालं, की वेळ मिळाल्यावर आपण टीव्ही बघतो. तर या सवयीचं काय वाटतं मानसिक परिणाम असा वाटतो का, थोडा फार काही, काय वाटतं?
हं, हं. हां.

हो, आजकाल चाललं आहे, म्हणजे ऑफिसमध्येदेखील असं बघतो, की काहीजणं पहिले सीरीज किंवा ट्रेनमध्येदेखील लोकं पहिले सीरीज बघत असतात. त्यांना बाकीच्या गोष्टींची काही घेणं देणं हां, नसतं. म्हणजे ते इतके त्यातच बुडालेले असतात आणि असं काय आहे, की म्हणजे अल्गोरिदम जे असतं ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर, तेच आपलं सुचतं सुचवतात आपल्याला आणि तेच आपण पाहतो.
हां, हां, हां. <chuckles> अ, हां. हां, म्हणजे बघा ना, अ, जसं की मी एखादा बघितला समजा, मूव्ही बघितला जॉन विक, हां, आता जॉन विकचे सगळे सीझन बघितले. तर तो मला डायरेक्ट सजेस्ट करणार की हिटमॅन, बॉडीगार्ड बघ, नाही का, हिटमॅन्स वाईफ्स बॉडीगार्ड बघ. म्हणजे असे वेगवेगळे ते सुचत राहणार. त्या कंटेंटसारखेच की जे म्हणतात ना, अ, मला आवडल. जसं अ‍ॅलिस बॉर्डरलँड आहे.
हं, हं. ओके. हो. मग? ओके. मग त्यामुळे असं काय आहे की स्वतःच्या तुमच्या अ, ज्या आवडीनिवडी आहेत, त्या कमी स्वतंत्र झाल्या आहेत असं वाटतं का काय?
अ, मला असं वाटतं ना, की असं बघा ना आपण एखादं म्हणजे लग्न वगैरे करतो, तेव्हा आपल्याला वाटतं, की हां, आपल्या पार्टनरला आपल्या आवडी-निवडी माहिती पाहिजे. पण माझ्या आवडी-निवडी जास्त करून तर Netflix वगैरेना माहितीये <chuckles> की मला काय आवडतं बघायला. <chuckles>
हं. <chuckles> हो. बापरे, एकदम भारीच आहे. <chuckles> Netflix बघावं लागेल तुम्हाला ज ज्या मुलीसोबत तुम्हाला लग्न करायचं असेल तर. तर तिला <chuckles>
अ, <laughs> असं काही नाही. मला असं वाटतं, की हा प्रत्येकाची चॉईस आहे. मी टाईम असतो त्यामध्ये ते काही बघू शकतात नाही का. हां, म्हणजे आवडल.
नक्कीच. बरोबर आणि मग तुम्ही अ, हो आणि मग तुम्ही एखादा शो कसा निवडता, म्हणजे रिव्ह्यू बघता, रिकमेंडेशन किंवा फक्त पोस्टर बघता किंवा असं काय? ओके, हं.
अ, थमनेल बघतो सगळ्यात पहिले आणि मग ट्रेलर बघतो. थमनेल आवडला ना मला मग ते अ, ट्रेलर बघतो काय आहे, हां, अन् त्यात थोडीशी इन्फॉर्मेशन असती की चला अ, काय आहे, कशावरती आधारित आहे. ट्रेलर नसतात काही-काही वेळेस नाही का टीझर नसतात. तर त्यावेळेस मी त्याची अ, ती ती, थोडसं डिस्क्रिप्शन वाचून आयडिया घेतो की काय आहे नक्की या सीरीजमध्ये आणि मग ती बघायचा विचार करतो मी.
हं, मग तुम्ही ट्रेलरला बघ ट्रेलर बघता? बरं. हं. ओके.